नाही. ते जे आहे ना ते पीठ इतकं घट्ट असतं की ते पाटा-वरवंटावरच असं म्हणजे दगड घेऊन ते म्हणतात ना ते असं मारावं लाग
हां. ओके. म्हणजे आपल्या पोळपाट-लाटण्यावर होण्यासारखं नाहीये, म्हणजे ज्याच्यावर आपण चपात्या करतो किंवा पोळ्या करतो, त्याच्यावर ते तसं होण्यासारखं नाहीये. ओके.
नाही. नाही, नाही. तसं नाही. नाही. आणि ते जर मिक्सरमध्ये टाकलं तर मिक्सर बंद होऊन बसेल. <chuckles>
<laughs> खरंय.
तर आहे ना की हां. म्हणजे काही असे पण काही आपल्या डिशेस आहेत की तुम्ही जरी किती जरी टेक्नॉलॉजी किंवा मिक्सर आला काही आलं ना तरी ते जुन्या रीत्याच बनवलं पाहिजे किंवा जुन्या रीतीनेच ते बनलं जातं आणि त्याची चव वेगळी
म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखादी अशी आता करंजीचं तुम्ही सांगितलं की हे आता पाटा-वरवंटाच लागतो आणि मला ते कळलं की बाबा रे आता ते वरचं मग सारण भरायच्या आधीचं जे वरचं पीठ आहे, अ, ते जे पीठ आहे, ते पीठ हे करण्यासाठी, ते समतल करण्यासाठी, जरा सगळं व्यवस्थित करण्यासाठी, आपल्याला पाटा-वरवंटा लागतो. म्हणजे काहीतरी एक असं हाताने अ, आपटल्याशिवाय काही ते नीट होत नाही. अ, ह्या मला एक ते कळलं. असं कोणतं एखादं अ, अ, असा कोणता अ, फराळाचा खाद्यपदार्थ आहे? हं.
हो. हां. हां. हो. हं. दुसरा पदार्थ म्हणजे नेमकी आपली उकडीचे मोदक ते जे आपण उकडीचे मोदकला जो शेप देतो ना, तर ते एक गरज खूप प्रत्येकालाच ते जमत नाही त्यात पण कौ कौशलता लागते आणि आज सिटीमध्ये हे मशीन आलेत आणि ते मशीननी मोल्डिंग आले आहेत तर त्यांनी आपण बनवतो पण जे हाताने बनवल्याची ती जी ही असते ना तुझ
उकडीचे मोदक. बरोबर. हो, हो, हो. खरंय, खरंय. हो. एकदम, एकदम. हो. हो. एकदम. एकदम.
त्याची सरच येत नाही. त्या मशीनच्या मोल्डिंग्जमध्ये.
तुम्ही आता ना जर अगदी अ, फार अ, अ, तपशिलात जाऊन मला सांगायला लागलात तर मला इथे भूक लागेल आता मला ते करंजी आणि आ, उकडीचा मोदकच खावासा वाटेल. <laughs> पण चांगलं आहे. आणि उम्म, तुम्हाला चकल्या आवडतात का? हां.
हो. <chuckles> चकली आवडते ना आणि अ, खरंच म्हणजे चकली बनव
आणि खुशखुशीत म्हणजे ती आता ती खुशखुशीत करायची अ, कारण बऱ्याच वेळा असंही होतं की मग चकली आपण सगळे प्रयत्न करतो पण ती खुशखुशीत होतच नाही अ, किंवा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये गंडतं, अ, काहीतरी प्रॉब्लेम येतो. हं. तर मग ते कसं म्ह म्हणजे तुमचा काय अनुभव अ, आणि अ, आणखी फराळाचं जरा थोडं सांगा मला.
हो. हं.

तुम्ही फराळामध्ये तुम्हाला काय आवडतं खायला आणि तुम्ही फराळ करता का? का आईला मदत करता का? अ, का तुम्हीच सगळी जबाबदारी घेता? काय असतं तुमच्याकडे? हां, का
नाही, नाही. उलटं कसं असतं ना, की सिटीमध्ये जेव्हा मी सिटीत जेव्हा दिवाळी साजरी करायचो, तर सगळंच रेडीमेड भेटतं. सगळंच विकत आणायचं, कारण इतका वेळ असतो आहे ना करत बसायला. पण जेव्हा मी अ, या वेळेस जेव्हा मी गावी गेले, तेव्हा मला कळलं, की बापरे! किती दिवाळी बनवतात म्हणजे अजून पण डबे-डबे भरून बनवतात. आणि ते नुसतं घरातल्या अ, बायकांना म्हणजे 1-2 लेडीजचं ते काम नसतं आहे. मग त्यावेळेस काय होतं ना अशी शेजारचे जे पण काही आपले शेजारी आहेत ना, त्या येतात दुपारी मदतीला, मग छान अशी गप्पा मारत अशी जुन्या आठवणी काढून तो आम्ही पदार्थ बनवतो आणि त्याची खूपच छान अशी मजा वाटते.
थोडं. हो, हो. बरोबर. वाह, वाह! हां. अरे वाह! अरे वाह! आणि अ, अ, म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगत आहे ना, तर तुम्हाला फराळाचा कोणता एखादा अ, अ, कोणती एखादी डिश तुम्हाला फार आवडते आणि ती तुम्हाला उत्तम करता येते. किंवा ती करतानाच काही अ, मग तुम्ही कसे शिकलात? मग कशा शिकलात ते? आणि मग आता काय तुम्हाला, मग तुम्हाला चकली आवडते, का शेव आवडते, का लाडू? मग लाडूमध्ये काय काय प्रकारचं करायला आवडत? हं.
हं. अच्छा. हां, मला जास्त करून आवडतात अ, करंजी. जे आपल्या करंजी असतात ना, डिश मला खरंच खूप आवडते आणि शहरात जी आहे, ती तशी विकत भेटणं, पण ती शक्य नाही, पुडाच्या करंज्या. कारण ते खूप
अरे वाह! हं. हो. आणि करंजी म्हणजे खूपच कठीण आहे. आणि मग ते खूपच असं ना अ, ते सुगरणीचंच काम आहे एक्चुअली, कारण कर करंजीच्या त्या व वरचा अ, वरच्या ज्या पात्या आहेत, हां. त्या पात्या सुद्धा एवढ्या त्या अ, अ, नाजूक असायला हव्यात आणि त्या एकदम असं ना करंजी म्हणजे कला आहे एक्चुअली. मग करंजी करणं ही खरं कला करण्यासारख आहे म्हणजे ती कलाकुसरच आहे करंजीमध्ये त्यामुळे खूपच छान. हं. आणि मग तुम्ही करता या कुडाच्या करंज्या करता का? ओके.
हं. हां. कला आहे खरंच. हं. हो. हां. आणि ते खरं गुळाच्या करंजा करतो आणि ते खरंच ते बनवण्याची एक वेगळीच त्याला कौशलता लागते असं मी म्हणेन. त्या ज्या नॉर्मल करंज्या असतात ना त्याच्यापासनं त्याची प ती वेगळीच पद्धत असते बनवायची म्हणजे ते रव्याच्या पिठापासून बनवायचं आणि त्याला एकदम जोरजोरात पाटा वरवंटा आहे ना, त्याने असं पूर्ण अ, मारून-मारून त्याला मऊ करतात. तर ते
ओके. हां, हां. हां, हां. म्हणजे पाटा-वरवंटा वापरता का मिक्सर आता मग वापरणं सुरू झालं आहे गावी? का अजूनही पाटा-वरवंट्यावरच काही गोष्टी केल्या जातात?